बरोबर, बरोबर. म्हणजे आणि ते राजकारण म्हणजे नुसतं आपल्याला त्या पिक्चरमध्ये आणायचं ना, आपली बदनामी करायची, ह्याच्यासाठीच असतं. किंवा आपलं काही चांगलं होत असेल, तर मग त्याला वाईट दाखवायचं बॉ, की हा व्यक्ती किती वाईट आहे आणि ते दाखवून स्वतःच्या पोळ्या शेकायच्या. तर नक्कीच, असं होतच असतं आणि मग तुम्हाला काय वाटतं की, ह्या पॉलिटिक्स अ, कुठून सुरुवात झालेली असते? आपण जे गप्पा मारतो किंवा कॅन्टीनमध्ये अ, ज्या चर्चा करत असतो, तर यामुळे कधी तो अ, या कामामध्ये असा परिणाम जाणवायला अ, अ, होतो का? की याच्यामुळेच झालेलं आहे, ही गोष्ट असं.
बरोबर. बरोबर. हं, हं. हो, ना. हां. ह्याच्यामुळेच होते ना, जसं आपण बोललो ऑफिसचं राजकारण म्हणजे काय? ते पहिले समजून घ्या. राजकारण म्हणजे एक दुसऱ्यांबद्दल अ, म्हणतात ना, निगेटिव्ह फीडबॅक देणे किंवा अ, एखाद्या गो व्य व्यक्तीला अं, जाणून-बुजून टार्गेट करणे, है ना. गॅस-लाइटिंग आपण म्हणतो, गॅस-लाइटिंग म्हणजे मराठीमध्ये शुद्ध ट्रान्सलेशन सांगायचं झालं, तर वाळीत पाडणे एखाद्याला. वाळीत पाडणे म्हणतो बघा आपण, एखाद्याला वेगळं करणे, असं. तर अशा प्रकारे गॅस अ, गॅस-लाइटिंग वगैरे, जेव्हा होतं ना, मग अ, ऑफिसचं राजकारण सुरू होतं आणि ते सुरू होतं आपलं, जसं तुम्ही म्हटलात, बरोबर म्हणतात. गप्पा-टप्पा जेव्हा आपण मारतो, तर कॅन्टीनमध्ये किंवा कुठेतरी चर्चा करत असेल, तर तिथून सुरुवात होते त्याची. त्याच्या गॉसिपची आणि ते थीलंगी केंव्हा आगीमध्ये पर्वांच परिवर्तन होते, ते आपल्याला कळतच नाही नंतर. मग अ, जड जातात गोष्टी आणि नातेसंबंध जे आहेत, प्रोफेशनल लाईफमध्ये मग तेही बिघडू लागतात कुठेतरी. हो.
हं. हं. हं. हं. बरोबर, हो. हं. हं. बरोबर, हां. हं. बरोबर, हां. हं. हं. हं. हं. बरोबर. बरोबर, हं. बरोबर. बरोबर, बरोबर. तर मग असा जो व्यक्ती आहे, जो असा ऑफिस पॉलिटिक्स करतोय. मग ह्याला कसं आपण ओळखायचं, अशा ठिकाणी? आणि सात सतर्क राहायचं की अरे, हा व्यक्ती चुकीचा आहे बरं. ह्याच्यासोबत जर आपण काही आपल्या पर्सनल गोष्टी शेअर केल्या किंवा कामा रिलेटेड जास्त याला ज्ञान दिलं ना, तर हा, कुठे ना कुठे आपल्यासाठीच घातक ठरणार आहे.
हो ना. अ, असं ओळखायचं थोडं अवघड असतं. अवघड म्हणजे थोडं सुरुवातीला अवघड असतं. नंतर अ, कळतं आपल्याला, कोणाच्या मनात काय आहे, माहीत आहे का? म्हणजे असं म्हणतात ना, चोराच्या मनात चांदणं. तसंच शोधावं लागतं आपल्याला. <chuckles> हां, तर आपल्याला काय करावं लागतं, माहिती आहे का? सुरवातीला कोण जास्त आपल्याला जी-जी, जी-जी करते पुढे येऊन, म्हणजे असते ना, अरे वाह! सर काय मस्त दिसताय आज, हां, मस्त सूट होते तुम्हाला हा कपडा. असं, म्हणजे मुद्दामून विषय काढणार, तुमची तारीफ करणार किंवा अ, म्हणता ना, बटरिंग करणार. तुम्हाला नाही का. अ, मस्त लोणी लावणार तुम्हाला, नाही का. <chuckles> अ, हो, तो म्हणणार, "अरे" "वाह! मस्त, मस्त! दिसताय."
हं. हं. हं. चांदनी रात, हां. <chuckles> बरोबर, हां. हं. हां. बरोबर, हां, हां. बरोबर, हां. बरोबर, हां. हं, लोणी ला <chuckles> लोणी लावणार. हं, मीठी छूरी म्हणतो ना, आपण त्याला.

अ, नाही याच्यामध्ये बघा तुम्ही त्याला काही सांगत असेल कोणी आणि ते मॅनेजर तुम्हाला बनत असेल काही त्याला असं रागाने वगैरे काही म्हणायचं नाही, फीडबॅकच द्यायचा नाही. अ, बेस्ट अ, रिएक्शन आपली काय असते रिएक्शन द्यायची नाही हीच बेस्ट रिएक्शन असते. कळलं का? त्याचं मग तळमळ कळते, काळीज नाही का तिकडं. <chuckles> त्याला अ अपेक्षित रिएक्शन जी आहे ना, ती द्यायचीच नाही आपण. त्याला काय वाटतं असते "हा" "चिडेल चिडेल वगैरे किंवा अ, तुमच्या माझ्याबद्दल पुन्हा अ, कुठेतरी थर्ड पर्सनला जाऊन बोलेल नाही का, मनातली भडास काढेल." ते तसे कामं करायचीच नाही बेसिकली ऑफिसच्या अ, म्हणजे पॉलिटिक्समध्ये हे इन्व्हॉल्व व्हायचंच नाही. गॉसिप-बिसिप करायचंच नाही कोणाबद्दलच. हां. आणि म्हणतात ना जे काही आपलं अ, वर्तन आहे ते सभ्य ठेवायचं, कामाची काम करायचं आणि मॅनेजर-बिनेजर काय म्हटला "हो, हो, सर" म्हणायचं त्याला नुसतं जे-जे करायचं म्हणजे "हो, हो सर मी करतो हां." मॅनेजर जरी टीका करत असेल, तर समजून घ्यायचं की तुम्ही कोणतरी याचं हे केलेलं आहे म्हणजे अ, ह्याला सांगितलेलं आहे आणि तेच आपल्यावर अंगलटी येतेय आता, मग तेवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग अ, समजा खूपच जास्त मॅनेजर करत असेल "हो, हो" म्हणलं तरी. "काय" "हो, हो?" असत ना एखादा आडमट. मग
हं. हं. बरोबर. हं. असं का? हां. हं. <chuckles> बरोबर, हां. हं. हं. असं का? हां हं. बरोबर. हं, हं. हं. बरोबरं. हं. हं. बरोबर. हां. बरोबर. मग ते काय होतं ना की कधी-कधी परिस्थिती खूप हाताबाहेर जाते. आणि मग तेव्हा आपण काय करायचं मग अशा गोष्टी परिस्थिती जर गेलीच हाताबाहेर?
बरोबर. नक्कीच मग अशा वेळेस एचआर बसलेला असते ना, एचआरच कामच आहे भांडण बिंडण हे करायचं. एचआरच हेच आहे ना फुल फॉर्मच आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे असं वादविवाद झाले अ, तर मग डायरेक्ट एचआरकडे जायचं. पर्सनली त्याला काहीच नाही म्हणायचं आपण म्हणजे अ, म्हणतात ना म्हणजे त्यांना प्रूफ वगैरे असं द्यायलाच नाही पाहिजे आपण. समजा आपण रागाच्या भरात काही म्हटलो त्याला अ, मॅनेजरलाच अ, "माहिती आहे रे जायला हे करू नको" असं म्हटलं आजूबाजूच्या ऑफिसमधले बघतात मग. मग एचआर पुढे म्हणेल, "तुम्ही ह्याला विचारा सर," नाही का दोन तीन जण किंवा ऑफिसमध्ये जनरली कॅमेरे पण असतात आज-काल म्हणजे. तर अ, असं तुम्ही उलट बोलू नका त्याला एचआरशी डायरेक्ट बोला अ, "ठीक आहे सर अ, मी एचआरकडे चालवतो," मॅनेजर तिथेच थांब-थांब म्हणते तुम्हाला. कारण की एचआरला सगळे घाबरतात नाही का. <chuckles> एचआर कसं असतं एचआरन जर अ, अ, वॅलीड पाहिलं म्हणजे आपण कंप्लेंट केली आणि मॅनेजर खरंच त्याला बिनकामच परेशान करतोय असं त्याच्या लक्षात आलं ना, मग त्याची पेमेंट वगैरे हे करतात ते पेन पेनल्टी मारतात नाही का मॅनेजर वगैरे, हां, मग ते म्हणून घाबरतात आणि त्यांचा रेकॉर्ड पण खराब होते मग. त्या जे होतं ना, तुमच्या करियरचा रेकॉर्ड असतो मॅनेजरचा पण ते पण खराब होते. म्हणून असं करायचं आपण जास्तच कोणी हात धुवून मागे लागला असेल तर.
हं. बरोबर. बरोबर. हं. बरोबर. हां. हं. बरोबर. हं हं. बरोबर. हां. हं. बरोबर. हां. हं. बरोबर. हं. बरोबर, हां. हं. बरोबर, हां. हं, हं. असं आहे का? हं. बरोबर. हं. बरोबर, हां.

हां, मिठी छुरी बरोबर, हां, मग मिठी छुरी अ, कधी तुम्हाला हलाल करून जाईल तुम्हाला पण कळणार नाही. <laughs>
मिठी छुरी. हां. बरोबर. <chuckles> कधी तुमच्या गड्यावर फिरून जाईल, तुम्हालाच समजणार नाही.
हां, मग ते मिठी छुरी जी असते ना, जे गोड, गोड, गोड, गोड लईच बोलते आणि गोड, गोड सगळे बोलतात बरं का, पण तसं नाहीये. पण ते खूपच चमचागिरी टाइप जे करते ना, पुढं, पुढं. विशेषतः आणि आपल्याच नाही बरं का, आपल्या नाही, सर्वांच्या अ, बाबतीत जे करते. आणि विशेषतः जे जास्त पॉवरफुल लोक आहेत, म्हणजे जास्त हायर रँकवर आहेत मॅनेजरसोबत किंवा कोणी दुसरा असेल सी-ई-ओ का असा सी-टी-ओ कोणी असेल किंवा अ, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे मॅनेजर असतात ना, त्यांच्याशी जास्त संपर्कात राहून त्यांच्या पुढे, पुढे जर करतांना कोणी दिसलं, मग ते अ, म समजायचं की लाल झेंडा आहे ते नाही का? <chuckles> रेड फ्लॅग आहे, हां. आपण काळजी घेतली पाहिजे.
हं. बरोबर, हां. बरोबर, हं. बरोबर, हां. हं. बरोबर हां, हां, हां. बरं, हां. हं. बरोबर, हं. बरोबर रेड फ्लॅग असतात ते बरोबर हं. बरोबर आणि असं आहे ना. अ, कॉर्पोरेट लाईफमध्ये जास्त बघायला भेटतं की समजा तुम्ही एका टीममध्ये आणि त्या टीममधला जो टीम लीड आहे, काम तर सर्व तुम्ही केलं, तुमची मेहनत होती. आणि तो सगळं क्रेडिट स्वतः घेऊन जातो. कधी टीमला साथ देत नाही. मग अशा व्यक्तींना कसं हाताळायला हवं आपण
अशा व्यक्तींना मग काय आहे, काहीच करणार म्हणजे आपण टीम मेंबर्स जे आहेत दुसरे, त्यांना आपण बोलायला पाहिजे, की "अरे! आपण मेहनत केली ना, मग त्याच्याबद्दल आपण रिपोर्ट वगैरे करू शकतो" आणि ऑफिसमध्ये असं सिस्टम असते बघा एक फीडबॅक बॉक्स असतो प्रत्येक ऑफिसमध्ये.
हं. हं. हं. हं. हं. बरोबर, हां.
आणि त्यामध्ये काय असतं माहिती आहे का, अ, तुम्हाला काही असं अ, कोणाबद्दल कंप्लेंट करायची असेल बिना नजरमध्ये येता तर त्या फीडबॅक बॉक्समध्ये अ, हे टाकावे लागतात आपल्याला म्हणजे जे काही आपल्याला लिहायचं आहे, ते लिहायचं आणि त्यामध्ये टाकायचं. आणि ते सिक्रेटली मग ओपन केले जात नंतर आणि त्यांना कळतं की काय-काय आहे पण
हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हां. पण त्याच्यावरती ॲक्शन घेता का हे? काय वाटतं तुम्हाला फीडबॅक घेतात पण ॲक्शन घेता का?